चित्रपट हा एक प्रकारचा आरसा असतो, असं म्हटलं जातं आणि चित्रपट बघताना तुम्हाला सर्वात महत्त्वाचं यामध्ये काय वाटतं?
सगळ्यात महत्त्वाचं, की त्यामध्ये चांगलं स्टोरी असली पाहिजे. जेणेकरून ते पिक्चर बघण्यात रस यायला पाहिजे. चांगली अ‍ॅक्टिंग, कॉमेडी असली पाहिजे, पंचलाईन चांगल्या पाहिजे.
आणि यामध्ये अ, कोणती, कोणती पात्रं अ, तुमच्या आवडतीचे आहेत का? म्हणजे अ, कसं विविध कार्य अ, काय म्हणतात पात्र असतात चित्रपटामध्ये बरोबर, म्हणजे व्हिलन झालं किंवा हिरो असतो, अभिनेता असतो किंवा अभिनेत्री असते, तर या पात्रांपैकी कोणतं पात्र तुम्हाला जास्त आवडतं?
हो, हो. हां, हां. हं, हं. अ, मला आहे ना, अ, लक्ष्मीकांत बेर्डे जास्त आवडत होता. नाना पाटेकर आणि दुसरी गोष्ट अशोक सराफ महेश माजगावकर
अच्छा.
ते जास्त आवडतात.
हं. म्हणजे कॉमेडी चित्रपट, आपण जे म्हणतो त्यामध्ये तुमचा जास्त रच अ, रस होता, बरोबर?
हो, नक्कीच होता.
अ, आजकाल कसं आहे चित्रपट बघताना कुठलीही अ, भावना जी असते ती आपण कसं थिएटरमध्ये वगैरे बघतो ना तर अ, जल्लोष वगैरे करतात, बरोबर? तर याबर याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे ते कितपत योग्य आहे? कधी-कधी अतिरेक जेव्हा होतो त्याचा
हो. अ, बघा अ, जल्लोष वगैरे असणं चांगलं आहे, अगर ती मूवी तशी आहे तर, त्यामध्ये कसा जोश येतो. पण हां, थोडा, एवढा पण म्हणजे फरक पडत नाही मला उलट मजा येते की काहीतरी हां, येडे-चाळे बघतोय मी तिथं नाही का आणि मला पण भारी वाटतं. मी करू शकत नाही तर दुसऱ्यांना कशाला मी टांग अडवू, नाही का? हे एन्जॉ एन्जॉय करतो, अरे हां, ते आनंद घेत आहेत ना त्यांचा, हं? तर त्यांनी त्यांचा आनंद घ्यायला आणि थिएटरमध्ये कसं मोठा आवाज असतो तर त्यांनी कितीही ओरडलं तरी त्या आवाजाचा दाबणार थोडी ना आहेत.
अच्छा. हां, हां, हां. बरोबर. बरोबर आहे.
हे ना?
अ, कोणत्याही चित्रपटामध्ये कसं आहे वेगवेगळे काय म्हणतात अ, वेगवेगळ्या पार्ट्स जे म्हणतो आपण त्यापासून चित्रपट बनत असतो, बरोबर? जसं अभिनय झालं एक्टिंगची स्किल जे म्हणतो, कला आणि संगीत झालं, दिर दिग्दर्शन झालं, तर यामध्ये कोणती गोष्ट तुम्हाला जास्त भावून टाकते?
हो. संगीत झालं. हां. हो. अ, त्यांची एक्टिंग. संगीत पण मला ठीक आहे, एवढं बघत नाही मी पिक्चर बघताना त्या कायम स्किपच करायचं बघतो मी. <chuckles> घरी ओ-टी-टीवर बघताना, पण अ, म्हणतात ना त्याची अ, पंचिंग लाइन, एक्टिंग, असा तो कॉमेडी करताना पण एकदम परफेक्ट वेमध्ये करतोय.
अच्छा. हं. म्हणजे, आपण जे अ, थोडक्यामध्ये, थोडक्यामध्ये जे म्हणतो डायलॉग डिलिव्हरी ज्याला म्हणतो, त्यावर तुमचा जास्त रस असतो बरोबर?
हं, हं, हं. हो, हो, हो, हो. नक्कीच. त्यावर जास्त रस आहे माझा. आणि मला ते आवडतं. कारण की ते म्हणतात ना प्रत्येक जोकमागं तेवढा तो ठहराव असला पाहिजे, नाही का, बोलण्यामागं गोष्टीमागं. असं.
आणि आवाजामध्ये उतार-चढाव जे आपण म्हणतो, तेही असलं पाहिजे.
हो, हो, हो. तेही महत्त्वाचं, नाहीतर त्याशिवाय नुसतं ट्या-ट्या करून ते पिक्चर काय बन आवडणार आहे आपल्याला?
अगदी बरोबर. अ, आणि आजकाल कसं आहे, चित्रपट बघायचं म्हटलं तर वेगवेगळे प्लॅटफॉर्म, जे आपण म्हणतो, आहेत अवेलेबल, नाही का? आधीच्या काळात कसं होतं, फक्त थिएटरमध्ये गेलं तरच पहायचायचं. पण आजकाल कसं झालं आहे, टॅबलेट्स आलेत, प्रोजेक्टर पण आलेत, नाही का? आणि मोबाईल तर सर्वांकडेच आहेत, आणि ओ-टी-टी प्लॅटफॉर्मचा जो हे झालं आहे, काय म्हणतो आपण, राईज उदय झाला आहे. तर यामध्ये कुठल्या अ, प्लॅटफॉर्मवर पिक्चर पाहायला तुम्हाला जास्त आवडते? म्हणजे थिएटरमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता, की अ, असं घरीच बसल्या तुम्हाला पाहायला आवडते?
हो, हो, हो. हां. हो. अ, थिएटरमध्ये जास्त आवडतं मला, नाही का, अगर तो पिक्चर अ, माझ्या
हां, का बरं? म्हणजे काही त्याची कारणे असतील.
हां, तर तो पिक्चर तेवढा अ, गॉड लेवल क्वालिटीचा असेल नाही का, जसं आता मी पिक्चर बघून आलो एक Avatar. हां?
अच्छा.
The Way of Water. त्या पिक्चरमध्ये आहे ना, तेवढी क्वालिटी होती म्हणून बघून आलो. नरसिंह अ, भगवानचं ते आहे, Avatarचं. ती पिक्चर बघून आलो. तेव्हा क्वालिटी असली पाहिजे त्या पिक्चरमध्ये. आता त्याचा नवीन पार्ट येतोय Avatar, द फायर ऐश तो पण बघायला जाणार. म्हणजे पिक्चर काय क्वालिटीचा आहे ना त्यावरून मी थेटरला जातो. अगर तो म्हणतात ना ओ-टी-टीला बघण्याच्या पण लायकीचा आहे म्हणजे समजून घ्या छोट्या-मोठ्या टीव्हीला बघण्याच्या, मग ते मी खर्च नाही करत पैसे. थिएटरमध्ये बघताना मला ते काहीतरी वाटलं पाहिजे म्हणजे ते अवतार पिक्चर बघताना ते असलं भारी त्यांचं एनिमेशन, ते कॅरेक्टर्स, वाह! 1 नंबर.
अच्छा. असतच. अच्छा. म्हणजे, आपण जे वास्तवाची भावना जे होते म्हणतो ते चित्रपट हॉल जेव्हा असतो तिथंच होतं असं तुम्हाला म्हणायचंय का?
हां. नाही, तसं म्हणजे काय माहिती आहे का, आता मी घरी बसलो आहे, ठीक आहे. तर घरी मी पिक्चर बघतो आहे, माझ्या लॅपटॉपवर किंवा पीसीवर अ, किंवा आई, टीव्ही सिरीयल बघत असती, तर मग मला आहे ना, आईसारखं त्रास देते "ये पाणी आणं रे, जा दुकानातनं काहीतरी कांदे घेऊन ये, बटाटे घेऊन ये, हे घेऊन ये, ते घेऊन ये." काही ना काही काम लावती, "दरवाजाखोल कोण आलंय बघ". म्हणजे ते सारखं-सारखं ते डिस्टर्ब होतं ना, मला ते आवडत नाही. थिएटरमध्ये मी एकाच जागेत टिकून पिक्चर बघतो. <chuckles> आणि मला काही स्नॅक आणायला पण वेळ देतात.
बरोबर. <laughs> अच्छा. हं, हं, हं. <chuckles> बरोबर आहे, म्हणजे थिएटरमध्ये कोणी डिस्टर्ब करणारं तुम्हाला नसतं, नाही का? डिस्ट्रॅक्ट वगैरे कोणी तुम्हाला करत नाही. अच्छा.
हो, हो, हो. आणि स्नॅक्स आणण्यासाठी पण मला वेळ देतात ती लोकं मधी. <laughs>
<chuckles> बरोबर. आणि चित्रपट बघताना कधी असं झालं आहे का? म्हणजे अ, एखादा, म्हणजे रिअल लाईफमध्ये तुम्ही चालत जात आहे किंवा कोणतंही काम करता आहे, दैनंदिन जीवनात. आणि कधी-कधी कसं होतं, पिक्चरमधला डायलॉग वगैरे आपल्याला आठवतो अचानक, नाही का. कारण की आपण जे सध्या करतो आहे समजा, तर त्याच्याशी आपण रिलेट करायला लागतो काहीतरी, "अरे, असं पण पिक्चरमध्येपण असंच झालं होतं"?
हां, हां.
तर याबद्दल तुमचा एखादा प्रसंग आहे का असा आ आयुष्यामध्ये झालेला?
अ, पिक्चरमध्ये आयुष्यामध्ये झालेला, तसं म्हणायला गेलं
म्हणजे अ, म्हणजे कसं चित्रपट बघितल्यावर तुम्हाला असं वाटलं, की अरे हे माझ्यासोबत पण झालंय आयुष्यामध्ये ना.
अ, नाही मी एवढा नशिबवान तर नाही आहे की त्यांच्यासारखे इन्सिडेंट होणार आहे. हां म्हणजे म्हणतात ना, एखाद्या हिरोला बघा, पनौती येते ते बघून वाटतं अरे ही पनौती माझ्या आयुष्यात पण आहे. <chuckles>
अच्छा. <chuckles> <chuckles> अच्छा, म्हणजे ते तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत रिलेट करू शकता बरोबर?
<chuckles> हां. हां, हां, हां, हां. जेव्हा चांगली किस्मत होती ना, त्याला रिलेट नाही करू शकत मी. खाली ते त्यांच्यासोबतच चांगलं होतंय. <chuckles>
एखादा तुमचा आवडता पिक्चरचं नाव वगैरे सांगता का? म्हणजे तुम्ही आधी पण सांगितले पण मराठी चित्रपट असा अ, विशेषतः आहे का? जसं तुम्ही म्हणालात, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ तुम्हाला आवडतात.
अ, हां, हां. बाळाचे बाप ब्रह्मचारी.
अच्छा.
मला त्यांचा तो पिक्चर खूप आवडतो. खूप कॉमेडी आहे.
म्हणजे म्हणजे '90sच्या जमान्यातले मराठीचे जो हे होता, एक सुवर्णयुग होतं, तेव्हा असं म्हणतात. त्या काळातले तुम्हाला मस्त पिक्चर आवडतात, नाही का?
हां. हां, हां, हां. हो, हो, हो. तात्याविंचू झाला आणि लेटेस्टमध्ये म्हणायला गेलं ना
हां, हां, हां. हं.
तर, अ, लेटेस्टमध्ये हां, लेटेस्टमध्ये मग, अ, ह्याचा मकरंद अनासपुरेचा गाढवाचं लग्न. <chuckles> ते एक हसायला चांगला होता.
अच्छा, म्हणजे हं, हं, हं. म्हणजे काय म्हणतो आपण, अ, जेनरा जे असतं, तर ते तुमचं कॉमेडीच आहे बहुतेक, बरोबर? म्हणजे कॉमेडी पिक्चर्स
हो, म्हणजे आता नवीन आलं, बघा, चला ना गडे.
हं.
तो पण आवडीचा आहे माझ्या.
अच्छा. अ, मला एक विचारायचं होतं, जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये गेलात, पहिल्यांदा गेलात असा तुमचा अनुभव कोणता आहे का जेव्हा पहिल्यांदा अ, थिएटरमध्ये गेलात आणि लाईट बंद झाली, तर तो अनुभव, जो तो क्षण असतो ना, पहिल्यांदाच आपण काहीतरी नवीन अनुभवतो आहे. जसं तुम्ही म्हणालात, की थिएटरमध्येच तुम्ही प्रिफर करता पिक्चर वगैरे पाहणं, तर असा पहिला अनुभव तुमचा जेव्हा झाला, तर त्याबद्दल थोडं काही सांगाल का? म्हणजे काय नेमकं तुमच्यासोबत झालं? हं.
हं, हं. हां, हां. हो, हो. हं, हं. अ, हां, पहिल्यांदा गेलतो ना मी पिक्चर बघायला, तर तिथं ते शिड्या आहेत ना, ऑटोमॅटिकवाल्या होत्या. ते ऑटोमॅटिक वर जातात आणि मला ते भीती आहे. आणि दुसऱ्या शिड्या नाही दिसत आहे तिथं कुठल्या, आता ऑप्शनच नाही. मला तर डायरेक्ट भीतीच वाटायली, पाय जातं का काय, अडकतं का काय त्यामध्ये.
अच्छा. <chuckles> अच्छा, मॉलमध्ये म्हणत आहे तुम्ही, एस्केलेटर जे असतात खालून वर जायचे, अच्छा. हं, हं, हं.
हां, हां. हां, हां, हां. एस्केलेटर, ते. तर त्यामध्ये मग पाय ठेवायला भीती वाटत होती. खूप मेहनत केली, काही भीतीच वाटायली तरी, नाही का. आणि मग अशी हिम्मत करून तसं उडी मारायला गेलो, मग पडता-पडता वाचलो. परत खाली यायला पण भीती वाटत होती.
हां, हां. <chuckles> अच्छा, हा, झाला म्हणजे अ, चित्रपटगृहाच्या थोडा बाहेरचा एक अनुभव झाला. पण मध्ये हॉलमध्ये जेव्हा तुम्ही गेलात, पहिल्यांदा लाईट जेव्हा बंद होते ना आणि मूवीचा पहिला सीन येतो, तर तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे आठवत असेल तर तुम्ही सांगा, म्हणजे शेअर करा तुमचा अनुभव.
हो. हां, हां. अ, हां, म्हणजे मला वाटलं, यार हे अंधार कायला करत आहेत नाही का? <chuckles> हां, हां. नंतर मग त्यांनी लाईट बंद केली. आता आपण कसं प्रश्न उ उचलू शकत नाही, कारण की आपला पहिलाच वेळ होता. मग लोक म्हणतील "मूर्ख आहे का रे हा, नॉनसेन्स." ते असं नको म्हणायला, म्हणून मी गप चूप बसलो. पण ते पहिलं राष्ट्रगान झालं, मग ते लाईट गेली आणि मग ते पिक्चर सुरू झाला. आणि मग पिक्चर सुरू झाला, मग मला काय लेणं-देणं ते लाईटीशी नाही का. म्हणून म्हटलं, पिक्चर दिसायला गपचूप बघायला मी. भारी वाटत होतं पहिल्यांदा. म्हणजे लोकं बघत होते, मी कसे आहेत, काय आहेत, नाही का, असं मजा येत होती. पण असं मागचे लोकं आहेत ना, मला असं थोडं, अ, डिस्टर्बसारखं वाटत होतं. नाही का, मला कोण बघतंय का काय मागनं, नाही का. मी काय करतो आहे? तर अ, ते भीती वाटत होती मला. म्हणून मी नेक्स्ट टाईमपासून मग ठरवलं, की आता म मधल्या वगैरे सीट घेणार नाही. एकदम शेवटची म्हणतात ना, बाल्कनीवाले किंवा रॉयल सोफाच घेणार.
हां, अच्छा. हं. हां, हां, हां, बरोबर. हं. हं, बरोबर, हां. हं. हां, अच्छा. अच्छा, म्हणजे पुढं अ, तुमच्या मागं असलेलं तुम्हाला कोणी आवडत नाही म्हणजे आपणच मागून बघायचं.
अ, हां, म्हणजे असं वाटतं ना मला, की थिएटरमध्ये गेलं, की, की मी मधल्या सेंटरला बसतो आणि असं वाटतं, की मी राजा आहे आणि माझ्या आजू-बाजूला माझे भाऊबिऊ असतात आणि मग सगळी प्रजा खाली बसलेली आहे आणि मी मांडीबिंडी घालत बसतो चांगला. <chuckles>
<chuckles> अरे वाह! म्हणजे मी सिंहासनावर बसलोय आणि पुढं माझी प्रजा बसली आहे आणि तुमच्यासाठी काय म्हणतात तो मुजरा चालू आहे पुढे. <chuckles>
<chuckles> हो. हो, हो, हो, हो. <chuckles> तसंच बग बसतो मी असं फुल मांडी घालतो एक पायाने एक पाय असा व असा वरती ठेवतो गुढगा आणि त्याच्यावर हात ठेवून असा एकदम मस्त राजा मारल्यासारखं पिक्चर बघत असतो आणि खूप भारी वाटतं.
हां, हां. राजासारखं. <chuckles> म्हणजे स्वतःला हं, हं, अ
आणि सेवा पण होती माझी थोडी. म्हणजे ते आता ॲप आहे नवीन त्याच्यामधनं लगेच अ, पॉपकॉर्न ऑर्डर केले, की लगेच ते राजासारखं तिथं माझ्या आ समोर आणून ठेवतात सीट नंबरवर आणून. तर असं म्हणतात ना, की लोकं मग माझ्याकडं बघतात राव किती व्ही-आय-पी माणूस आहे हा. <chuckles> "खायला नाही गहू आणि म्हणतो आहे मी, हा मोठा भाऊ" तसं होतं माझं तिथं मग. <chuckles>
<chuckles> अच्छा. <chuckles> जागेवरच. <chuckles> म्ह <chuckles> म्हणजे जागेवरच तुम्हाला सगळं भेटतं तिथं नाही का? <chuckles>
हां, म्हणजे म्हणतात ना माझ्या घरी भले खायला काही नसू दे पण तिथं मी राजासारखाच तुला बघतो लोकांसमोर. मग लोकं असे बघतात अरे यार हा व्ही-आय-पीच माणूस दिसतो आहे. <chuckles>
असं असं असं म्हणजे मला वाटतंय, की चित्रपटगृहामध्ये जेव्हा तुम्ही जाता तमी म्हणजे पूर्ण अनुभव करण्यासाठी तुमचा असा एक अ, माइंडसेट असतो असं म्हणेल मी की होऊ दे खर्च, आहे की नाही, म्हणजे पॉपकॉर्न
अ, हां, म्हणजे मला असं वाटतं ना त्याच वेळेस, की हां त्याच वेळेस फक्त मी एक आमि, र आहे थोडा. रईस अ, रईसजादा आहे मी तिथं म्हणजे असं तेव्हाच वाटतं फक्त मला. बाकी घरी आलं, की परत आपलं आहेच ते दाल-भात, खिचडी. <chuckles>
हां. बरोबर म्हणजे असं न असं म्हणतात ना "जीने के हैं चार दिन" 4 च दिवस जगायचं आहे तर तुम्हाला वाटलं मग एन्जॉय करून घ्या हा क्षण.
हां, माझं एक असंच आहे हां, ए एका दिवसात पैसे किती जायचे जाऊ दे, पण आपण राजासारखं जगून यायचं. महिन्यातनं दोनदाच जायचं. <chuckles> म्हणजे बघा ना एखादा माणूस असतो, की तो दारू पितो कंटिन्यू हे करतो, एखादा गुटखा वगैरे खातो. आपण ते करत नाही. मग एखाद दिवशी आपण राजासारखं पिक्चर बघून का नको यायला?
हां. हं. <chuckles> बरोबर. हां, हा खूप मस्त तुम्ही मस्त मुद्दा मांडलात म्हणजे दुसरी लोकं सिगरेट वगैरे पितात ₹ 10 1 सिगरेट बीडी असं म्हणजे भेटते ना तर ते तुम्ही व्यसन वगैरे तुम्हाला काही नाही त्यापेक्षा तुम्ही असं म्हणजे अ, हे करता स्वतःवर अ, पैसे हे करता. मस्त.
हां. हो, हो, हो. मला भारी वाटतं असं खरं सांगतो नाही का असं मजाच येते मला ती असं बसायला. मला आधीपासून तशी सवय आहे. आता घरात पण मी बसतो ना, पिक्चर बघायला आमच्या फॅमिलीसोबत, त्यावेळेस पण मी मस्तपैकी ते सोफ्यावरती सगळ्या सेंटरला जाऊन असा दाद्यासारखा बसतो आणि मग सगळे लोकं साईडला बसतात. त्यांना कळलं नाही त्या गोष्टी अजून आणि माझ्या भावांना पण नाही कळलं की मी त्यांना कामं सांगतो.
हं, हं, हं. हां. <chuckles> पण पण जसं तुम्ही म्हणालात जसं तुम्ही म्हणालात, की घरी मला काहीही काम सांगतात ना मूवी वगैरे बघताना. जेव्हा तुम्ही राजासारखं घरी बसता आणि तुम्हाला म्हणते, "उठ रे पाणी आण."
हां, हां, हां, हां. हां, हां. <chuckles> हां, मग थोडं असं वाटतं की हां म्हणजे अ, र राजमाता समोर काहीतरी झुकावं लागतंय राजाला पण.
मग तुम्हाला असं वाटतं का? का मनामध्ये असं वाटतं का? हं, हं. असं मनामध्ये वाटतं का? अरे यार हं, घरी तर आपली काही इज्जतच नाहीये आपलं थिएटरच बरं आहे.
हां, हां, हां, हां. खरं वाटतं मला तसं. <chuckles> म्हणजे बसतो तर मी खरा, पण आई लगेच उठवते. मग आता राजमाताचा आदेश पाळणं <chuckles> गरजेचं आहे नाहीतर राजाचे खायचे अ, वांदे होऊन जातील आणि आमची तर 40 कांदे होतील. <chuckles>
<laughs> मग असं अ, अ, मग असं कधी झालंय का? जेव्हा तुम्हाला समजा म्हटलं, "उठ रे, पाणी आण" मग तुम्ही डायलॉगच मारला, "जे अ, जो आग्या राजमाता" आपण म्हणतो. <chuckles>
अरे हां, मी माझ्या आईचे खूप मजा घेतो. आज्ञा असावी माते थोडा श थोडा क्षण थांबा, मी आपल्यासाठी जलपान घेऊन येतो. आणखी काही हवं का? खूप मजा घेत असतो मी माझ्या आ राजमाताची. <chuckles> माझी राजमाता खूप चांगली म्हणती, "मुर्द्या तुला सांगितलं तेवढं कर ना. पुढचं कशाला उरकतो?" <chuckles>
अच्छा. <chuckles> <chuckles> अच्छा म्हणजे अच्छा, खूपच छान तुम्ही माहिती सांगितली. मस्त हसायला म्हणजे घरचं वातावरण मस्त हसून खेळून तुम्ही राहता बरोबर.
अह. हो, हो, हो, हो. माझ्या घरचं वातावरण खूप अ, हसून खेळून आहे आणि खूप असं म्हणतातना अ, मजा येते.
तर यामध्ये हं, हं, आलं माझ्या लक्षात. अ, तुमच्या बोलण्याहूनच लक्षात येते आणि एक मला विचारायचं होतं, आजकाल कसं आहे कंटेंटचं प्रमाण खूप वाढलंय म्हणजे वेगवेगळ्या व्हेरायटीचे कंटेंट ऑनलाइन अवेलेबल आहेत नाही का? तर तुम्हाला यामध्ये चांगला चित्रप आणि दिवसेंदिवस खूप नवीन-नवीन चित्रपट येत आहेत तर चांगला चित्रपाटी अ, चित्रपटाची ओळख काय असते असं तुम्हाला वाटतं? थोडक्यात तुमचं सांगा?
हं, हं. हं, हं. हं, हं. अ, चांगला पी चित्रपट म्हणजे, तो कॉमेडी असू, एक्शन असू, एडव्हेंचर असू या मायथॉलॉजिकल असू. त्या पिक्चरची स्टोरी, डायलॉग्स सगळ्यात व्यवस्थित पाहिजे. कास्टिंग व्यवस्थित पाहिजे आणि म्हणतात ना, एखादी त्रुटी पण नाही पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की त्या डायरेक्टरनी आहे ना बरं मायथॉलॉजिकल घेतलं ना. तरी ते सेन्स ऑफ ह्युमर वापरून एखादी गोष्ट केली पाहिजे, जेणेकरून म्हणतात ना, ते नकली नाही वाटलं पाहिजे. आहे ना? म्हणजे हॉलीवूडमध्ये सुद्धा गोळ्या चालतात सगळ्या गोष्टी होतात, नकलीसारख्या आणि हिरो उचलून-उचलून फेकतो. त्यामागे काहीतरी असतं हां, त्याला पण गोळ्या लागतात.
म्हणजे? हं. हां. अच्छा बरोबर. हं, हं, हं. हां, म्हणजे जे आपण म्हणतोना हं, हां, हां. म्हणजे भार दक्षिण भारतीय अ, चित्रपटांमध्ये फिज फिजिक्सचा वापर जास्त होत नाही म्हणजे कोणी उडतंय त्या टाईपचं म्हणताय ना तुम्ही?
हां. हां, हां, हां, म्हणजे चायनीज लोकं पण दाखवतात की बोटांनी गोळी धरतात पण त्यामागं ते कुंफूची ताकद दाखवतात. हे म्हणतातना, कधी व्यायाम केला नाही, काहीच केलं नाही कसली ताकद दाखवतात काय माहिती. <chuckles>
हां म्हणजे काहीतरी लॉजिक म्हणजे ढेरी काढून बसलेल्या असतात आणि ते हवेत उडायला लागतात. <chuckles>
हो, हो, हो, मग मला ते त कस ते अ, आवडत नाही तसं डाय कास्टिंग कसं चांगलं पाहिजे. काहीतरी त्याच्यामागं तथ्य पाहिजे त्या हिरोकडे ताकद येण्यासाठी.
आणि आणि जो सीन वगैरे दाखवतायेत त्यामध्ये काहीतरी लॉजिक जसं सांगितलं तुम्ही चायनामध्ये, कुंफू वगैरे दाखवतात तसं काहीतरी लॉजिकल दाखवायला पाहिजे.
हां, हां, हां. हो लॉजिकल असायला हवं. मग ते ठीक आहे मायथोलॉजिकलला पण आपण समजू शकतो.
म्हणजे सुपर सुपर पॉवर दाखवायला सुपर पॉवर वगैरे दाखवायला हरकत नाही. पण काहीतरी लॉजिकल दाखवा असं नाही का?
हो, नक्कीच. लॉजिकल दाखवायला हवं. <chuckles>
हां, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मस्त तुम्ही माहिती दिलीत आणि घरच्या वातावरणाबद्दल पण तुम्ही मस्त उदाहरणं दिलीत गमतीशीर. तर तर नक्कीच भेटूया आपण पुन्हा.
हो, मला सुद्धा छान वाटलं. <chuckles> हो, हो, हो, हो. धन्यवाद. हो, भेटूयाना न नक्कीच, धन्यवाद.